हो, द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक आहे. मी जे पहिल्यांदा लायब्ररीमध्ये वाचलं आणि त्या बुकमध्ये असं होतं, की आणि त्यातनं खूप शिकायला पण भेटलं. तो काही छंद म्हणून पुढे गेला नाही नुसता. त्या पुस्तकातनं मला इतकं काही शिकायला भेटलं, की मी त्यामध्ये दिलेले जे काही आहेत ते रूल मी आजही माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करते वेळोवेळी. जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा.
अच्छा, अच्छा. हो, हो. हां, हां. अच्छा.
तर ते बुक होतं ना, तर त्या बुकमध्ये असं होतं, की एक मुलगा होता. त्याला ना हे जग बघायचं होतं, पण काय होतं ना, की आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. त्यामुळं त्याने त्याच्या वडिलांची स्थिती होती, की तू काहीतरी बन, जेणेकरून आपली आजची दयनीय स्थिती तू उद्या बदलू शकतोस.
हां, हां. अरे बापरे! हो.
पण त्या मुलाचं म्हणणं होतं, की "मला जग फिरायचं आहे." कसं शक्य आहे हो? मी जर म्हटलं आज मला दिल्ली टु युपी किंवा ओडिशा काही प्रवास करायचा आहे आणि माझ्याजवळ पैसेच नसेल, तर कुठलं विमान मला बसू देतं आहे आतमध्ये?
बरोबर. हो. बरोबर, बरोबर.